तर प्रवास म्हणजे हा असा सण असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही शिकायला भेटतो, या मग असां आपल्याला मज्जा येते. तर तुमच्या कोणत्या प्रवासाचा असा एक खास क्षण झाला का?
हो, झाला आहे ना. अ, मी एक्चुअली आहे ना आता, अ, रिसेंटली इकडे गेले होते, अ, अ, प्रयागराजला आणि तिथे माझी खूप जायची इच्छा होती नाही का, अ, घरच्यांची आणि आमची आणि त्यासाठी खूप प्रयत्न करत होतो अन कसे अ, रेल्वेचे तिकीट मिळतील? कसं आपल्याला जाता येईल वगैरे नाही का.
अरे वाह! हो, हो. हो.
पण अ, खूप असं प्रयत्न केला, की तिकीट भेटेल पण तिकीट जरी मिळालं असतं पण सगळ्या रेल्वे स्टेशनवर एवढी तुफान गर्दी होती कारण की तिथे खूप सारे करोडो भाविक अ, जात होते. त्यामुळे सगळं अ, ट्रेन बुकिंग वगैरे किंवा फ्लाईटचे तिकीट पण खूप असे महाग झाले होते. तर अ, जाणं काही हां, कुंभच्या वेळेस. पण जाणं काही पॉसिबलच होत नव्हतं. पण आता जायची इच्छा तर आहे काहीतरी नाही का. मग आम्ही अ, असा विचार केला, की आपण अ, बाय काऱ् जाऊ शकतो नाही का. मग आम्ही मस्त अ, अ, जेव्हा अ, कुंभचं, महाकुंभाचं पहिलं शाही स्नान होतं, 13 तारखेला आणि 14 तारखेला. तर त्या शाहीस्नानला आम्हाला जायचं होतं. तर आम्ही इकडून अ, 11 तारखेला निघालो, अ, म्हणजे आम्हाला 2 दिवस तर अ, ते प्रवासाला लागणारच होते. कारण की 30 ते 34 तासाचा तो प्रवास होता आणि जर काही मध्ये अडचण आली तर ते खूप अ, वेळसुद्धा लागू शकतो. तर आम्ही ते बाय कार आमची फॅमिली, आम्ही सर्व निघालो, अ, 2 जण गाडी चालवणारे होते. जेणेकरून अ, गाडीही आम्हाला नॉनस्टॉप घेऊन जायची होती अ, कुठेही मुक्काम न करता.
हां. हो, हो. कुंभच्या समय, बरोबर. हो. अच्छा. अगदी बरोबर. हां. अच्छा, अच्छा.
तर त्यामध्ये असं खूप छान झाला प्रवास, की तो म्हणतो ना, एकदम मस्त तिथे गेल्यावर एवढं छान वाटलं ,सगळीकडे अशी धुकं होती, आणि अ, साईडला असं असतं गाडीमध्ये फॉग वगैरे येत होते. म्हणजे असं वाटत होतं की आपण अ, महाकुंभला चाललोय, पण असं वाटत होतं की थंड हवेचं ठिकाण म्हणतो ना, तसं तिथलं ते अ, नेचर म्हणतो ते वाटत होतं तिकडे.
अरे वाह! अ, खूप छान. तर तुम्हाला तो क्षण अ, मतलब तुम्हाला कसं अनुभवलं, की हा क्षण माझ्यासाठी खूप छान झालेला आहे? आणि म्हणजे तुम्ही म्हणालात, की तुम्ही अ, आपल्या कुटुंबाबरोबर गेले होते, तर तो कसा प्रवास कसा राहिला, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असं काय अनुभवलं काय?
हो, अगदी. हो. अ, प्रवास तर खूप छान झाला आमचा. अ, मधे-मधे अडचण पण आली, की गाडीमध्ये थोडंसं म्हणतो ना आपण, गाडी एवढ्या ट्रॅव्हलिंग करतो जेव्हा, 2,000 किलोमीटरचा तो प्रवास होता. तर आणि गा गाडीमध्ये सगळी गाडी फुल होती, 7 जण होतो आम्ही आणि वरती सगळे लगेज अ, बांधलं होतं. त्यामुळे गाडीची जी स्पीड होती, ती आम्हाला 100 च्या वरती घेऊनच जाता येत नव्हती, कारण की रिस्क असते. खूप फास्ट जर गाडी चालवली, तर ती गाडी काहीतरी अपघात होण्याची वगैरे शक्यता असते.
अरे! आणि सामान पण उडून गेलं असतं. <laughs>
हां. सामान पण <chuckles> उडून गेलं असतं, खूप असतं ना लगेज. 5-10 दिवस 10 दिवसांच्या ट्रिपला गेलंतर सामान पण खूप असतं, सगळ्याच गोष्टी आपल्याला घ्याव्या लागतात. आणि मधी-मधी थोडंसं गाडीला प्रॉब्लेम पण येत होते, की अ, गाडीमध्येच इंजिन बंद पडलं वगैरे, पण अ, मग आम्ही आम्हाला तिथे थोडंसं थांबावं लागलं. तिथे आमचा 2-3 तास तसाच वेळ वाया गे अ, गेला. मग तिथे एखादा गॅरेज वगैरे अ, शोधून काढलं गॅरेजवाल्याला, मग ते आला तिकडे. आणि ते खूप असं अ, प्रवास 1,000-1,500 किलोमीटरचा झाला होता टप्पा तो, अ, प्रवास करून. त्यामुळे इंजिन एवढं गरम झालं ना, की अ, ते स्टार्टच होत नव्हतं आणि बॅटरीचा पण इशू येत होता स्टार्टिंगला. पण अ, ते शोधून काढलं आणि ते अ, सॉल्व झाला तो प्रॉब्लम. आणि मग आम्ही परत आमचा प्रवास सुरू केला. पण प्रवासात एवढं छान वाटलं ना, की अ, जे तिथले अ, शहरातले रस्ते असतात, गावाखेड्यांचे रस्ते असतात, तिथलं जे वातावरण, तिथली लोकं, तिथली बोलीभाषा. म्हणजे असं अ, आपण जिथे राहतो आणि त्यापेक्षा काहीतरी वेगळं पाहायला भेटते आपल्याला आणि ते ते मला खूप आवडलं, की अ, ते इव्हन लोकं कशी राहतात, त्यांचं राहणीमान पण खूप वेगळं होतं. आणि म्हणजे त्यांची जेवणाची स्टाईल जी होती, ती खूपच वेगळी होती. तिथे सगळे असे मोहरीचे जे तेल असतं आपलं, सरसो का तेल, त्यामध्ये ते जेवण वगैरे बनवायचे, त्यामुळे त्याला जेवणाला अ, टेस्ट पण खूप भारी होती, नाही का. खूप छान वाटत होते ते. आणि तिथे असे अ, रोटी वगैरे द्यायचे. म्हणजे चपाती जी पोळी आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये भेटते, तर तिथला तसा प्रकार काहीच नव्हता तिकडे.
<laughs> हां, बरोबर. अरे! अरे! अच्छा! हो, हो. हां, हां. हो, हो. आणि त्याचं क्षणी काय असतं ना, सगळ्यात मोठी गोष्ट काय असते माहिती आहे का? की तुम्ही आपल्या अ, धकाधकीने अ, भरलेल्या जीवन दिन दिनचर्यामधून बाहेर आला ना, तेव्हा तुम्हाला आपल्या आपचं छान वाटायला लागतो. मग आता तुम्ही कुठेही गेला असेल तुम्हाला खूप छान वाटतं. पण मला असं विचारायचं आहे तुम्हाला, तिथे काय जास्त छान वाटलं मतलब असं रंग ते असं वाटतं ना की आपल्याला तिथालची वायू खूप छान वाटली, कुठली आवाज खूप छान वाटली.
हो. हो नक्की. हो, खरं आहे. हो. तिथे ना हवा एवढी शांत होती. आणि ते जे वातावरण होतं आणि तिथे म्हणजे तिथे ना असं नाही म्हणत येणार की फक्त हिंदू लोकं होती. सगळ्याचं अ, धर्मीयांची लोकं होती. पण त्यांच्या असं चेहऱ्यावर मला कधीचं दिसलं नाही की तू या धर्माचा आहे किंवा त्या धर्माचा आहे. अ, म्हणजे ते सगळ्यांनाचं अ, एवढ्या महाकुंभच्या गर्दीमध्ये सर्वचं धर्मीय एकमेकांना मदत करत होते. अ, कशा ना कशा पद्धतीने. म्हणजे आता एवढ्या लोकांना अ, प्रत्येकाचे नाश्त्याचे स्टॉल वगैरे तिकडे होते. आणि तिथे चा पायी चालत जावं लागायचं आणि तिथे अशा छोट्या-छोट्या रिक्षा ज्या असतात ई सायकल म्हणतो. तर तिकडे तशा टाईपमध्ये ई सायकल होत्या आणि अ, तिथे मला खरं जायचं होतं की तिथे मला ते अ, जे साधू लोकं असतात अ, त्यांना मला भेटायचं होतं की अ, ते एवढ्या हिमालयात जाऊन ते अशी तपश्चर्या वगैरे करतात. आणि मग ते आ आपल्यासाठी ते नाही का तिथे गंगामध्ये स्नान करायला येतात. अ, ते गंगा पुण्य करण्यासाठी. पूर्ण गंगा जी मैली झालेली असते ती धुण्यासाठी. तर तो क्षण मला अ, अनुभवायचा होता. आणि जेव्हा मी तिकडे त्या धरतीवर त्या प पाय ठेवला ना एवढं छान वाटलं की समाधान झालं की मी या माझे म्हणजे काहीतरी पुण्य असतील. आणि तो महाकुंभ 144 वर्षानंतर येतो. तर अ, माझे एवढे चांगले नशीब होते की ती मी त्या कुंभला मला जायला योग आला माझा. आणि तिकडे गेल्यावर ते सगळे साधू-संत जे होते त्यांना मी बघितलं आणि त्यांना बघून असं वाटलं की अ, म्हणजे आपण अ, माणुसाचा स्वभाव कसा असतो कोणतीही गोष्ट आपल्याला जे मिळत असते. तर आपलं त्यात समाधानी कधीचं नसतो आपण. अ, हो. प्रत्येक गोष्टी हवी असते आपल्याला. कितीही जरी आपल्याला खूप दिलं तरी प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला अजून आस लागलेली असते. पण त्यांच्याकडे काहीचं नव्हतं फक्त एक अ, अंगावर कपडे असतील आणि एकदम भले मोठे केस म्हणा ते जटा ज्यांच्या असतात. आणि बाकी काहीचं नव्हतं पण तरी त्यांचा जे चेहरा होता ना त ते खूप प्रसन्न होता. एक तेजस्वी म्हणतो ना तर तसा होता. समाधानी होता. अ, फक्त काय करत होते ते देवाचं नामस्मरण करत होते आणि ते त्यामध्ये खुश होते. तर ते बघून मला एवढं छान वाटलं की माणूस असा पण सुखी राहू शकतो. तर माणसालाच नसतं तुम्ही कपडे म्हणा किंवा शोक म्हणा त्याने माणूस कधीचं सुखी राहत नाही. तर तुम्हाला तुमचं म्हणतात ना मन अ, अ, कसं आपण आपल्या हातात असतं. तर त्यांना बघून ते मला समजलं की आपण पण असं छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधान अ, मानायला पाहिजे. अ, खूप मोठी आशा आपण नाही ठेवायला पाहिजे.
हो. हो, हो. ई रिक्षा म्हण् बरोबर, बरोबर. हो. हो, हो. अरे काय गोष्टी, खूप छान बोललात तुम्ही. हो. समाधानी. ते लोकं खूप समाधानी असतात. हो. हो. अगदी खरं. कारण की ज्या क्षणी आपण समाधानाला स्वीकार करतो ना, आपण आपुलकीच्या माणसांच्या आणि आपल्या स्वतःच्या अंतःमनाच्या जवळ जात चालले असतो. कारण की समाधान म्हणजे परमेश्वर. आणि ते जो साधू असतात ना, त्यांना समाधान परमेश्वरमध्येच भेटतो. म्हणून ते असं नामस्मरण आणि नामजप करतात. अगदी खूप छान सांगितलं तुम्ही याबद्दल. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला असं काय वाटलं, की तिथलची परिस्थिती आणि आपल्या जिथे तुम्ही राहताय, मग आपण जिथे राहतो तिथलची परिस्थितीमध्ये काय बदल आहे? तिथे लोकांचे कसं वागणूक आहे?
हो. हो. अगदी खरं आहे. हो. हो. नक्कीच आहे. अ, खूपच अ, बदल आहे. अ, इकडे कसं आता आपले अ, जे आपण ज्या शहरात राहतो तिथे सगळं धावपळीचं जीवन आहे. सर्वचजण आपापल्या कामामध्ये अ, बिझी असतात. अ, कोणाला कोणासाठी एवढा वेळ नाही, नाही का? आणि अ, धार्मिक म्हटलं तर एवढे आपल्या इथे अजून धार्मिक आ आत्ता, आत्ता थोडेसे व्हायला लागलेत. पण अ, एवढा जो आहे देवाकडचा कल, तेवढा एवढा नाही आहे इकडे. तर तिकडे सगळीकडे असे मंदिर आहेत आणि ते जे वातावरण म्हणतात ना, एवढं छान आहे ना, तर इकडे असे देवाचे मंदिर, सगळीकडे गर्दी आणि अ, प्रत्येक भाविक हा काहीतरी अ, मनात आपल्या देवासाठी घेऊन आलेला असतो काहीतरी अ, मागणं म्हणा किंवा एखादा चांगली गोष्ट म्हणा. तर ते तिकडे आहे आणि प्रत्येक अ, लोकांच्या तोंडावर अ, म्हणतात ना, एक भावना वेगळीच असते आणि तिथे ना असे खूप मला वेगवेगळे साधू दिसले, की अ, कोणी असे खूप तपश्चर्या केलेले किंवा कोणीतरी असं एक हात वरती करून म्हणतात ना. तर त्याची तपश्चर्या करतात. म्हणजे प्रत्येकजण अ, देवासाठी काही ना काही एक त्याग करतो. अ, ते मला तिथून अ, कळालं आणि तिथे जे नदीचं जे वातावरण होतं, की ते खूप छान होतं म्हणजे. तेव्हा जे मी अ, शाही स्नानाला गेले ना आणि तेव्हा ती मी पहिली डुबकी लावली त्या अ, पाण्यामध्ये. तर अ, एवढं गार पाणी होतं तिकडे आणि त्या डुबकी लावल्यानंतर एवढं छान वाटलं ना, की अ, ते पाणी आपणना हात घातलं की एवढं गार वाटत होतं. पण जेव्हा मी त्यात उतरले की ते मला ते कळूनच नाही आलं की एवढं गार पाण्यात आपण उतरू शकतो. तर तो माझ्यासाठी खूप क्ष खास क्षण होता की मी त्या संगमवर अ, शाही स्नान केलं आणि त्या पण ब्रह्ममुहूर्तावर. तर अ, तो योगायोग एवढा छान झाला. हो. ते
अगदी खरं. हं. हो. हो. अच्छा. हां. हां. हो, ब्रह्ममुहूर्त आणि त्या संगममध्ये. हो, हो. आपल्याला खूप छान वाटतो. खरं बोललात तुम्ही. आणि कस आहे, की प्रयाग जी जागा आहे ना, त्याच्यामध्ये वायूमध्येच भक्ती आहे.
हो. खरंच भक्ती आहे. तिकडे सगळ्यांमध्ये भक्ती आहे. तिथले जे लोकं आहेत अ, तिथलं जे कल्चर आहे, सगळीकडे ते भक्तीच आहे. तुम्हाला कोणाच्या असे अ, नॉर्मल माणसं जर बघितले, तरी त्यांच्याकडे बघून असं वाटतं की, "अरे, हा, हे प्रभूचेच कोणतरी आहेत, सेवक आहेत." सगळे सेवकच अ, म्हणू शकतो त्यांना आपण.
हां. तिथे सेवाच करतात ना लोकं. आणि मी म्हणू तुम्हाला, तिथे पैसा कमावणारेही सेवाच करत आहेत. पण किती अ, म्हणतो तिथे की प्रयागराजमध्ये किती मोठ्या-मोठ्या लोकांनी स्टॉल लावले आणि लोकांना मुफ्तीमध्ये था थांबण्याची जागा दिली, जेवण दिलं आणि खूप
अ, हो. हो. खरं आहे, पैसा कमावणारे पण सेवा करतात. हो नक्कीच दिली आहे, जेवण दिलं आहे. सगळ्याच गोष्टी त्यांनी केल्या आहेत त्यांच्या
बरोबर. त्यांनी खूप काही केलं त्यांच्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं, की तुमचे विचारांमध्ये बदल, कसं घडल्यात त्या क्षणांनी या मग प्रयाग जाऊन तुम्हाला काय वाटलं? तुम्ही कसं अनुभवलं ते तर सांं तुम्ही सांगितलं, पण तुमच्या विचारामध्ये काय परिवर्तन झालं आणि तुम्ही आजच्या जीवनकाळामध्ये त्याला कसं अ, आपल्या जीवनामध्ये सामील करून घेतलं आणि त्याला कसं सुरळीत अ, चालवता आहे?
हो, अ, काय आहे आता तिकडे गेल्यापासून थोडंसं मी म्हणते ना, धार्मिक क्षण नव्हता माझा जास्त. अ, तिथे जाऊनपासून मी थोडे धार्मिक झाले आहे. म्हणजे देवाचं नामस्मरण सकाळी उठल्यावर, ध्यान वगैरे करणं तर, ते मला ते तिथले जे साधूसंत होते, त्यांच्याकडे बघून अ, ती मला ती प्रेरणा मिळाली त्यांच्याकडे बघून. आणि थोडंसं म्हणतो ना, आपण अ, माझा स्वभाव असा होता की, मी कोणत्या गोष्टीमध्ये समाधान नाही मानायची, की प्रत्येक ही गोष्ट घेतली तरी अजून काहीतरी हवं असायचं. तर, ते थोडंसं माझ्यामध्ये चेंज झालं की, नाही ठीक आहे. आपण या अशा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये पण समाधान मानलं पाहिजे. देवाने आपल्याला खूप अ, दिलं आहे.
अरे! छान, छान, खूप छान. <chuckles> अरे आपण मनुष्य जात आहोत, आपण समाधानी नाही होऊ शकत. <laughs>
हो. आणि देवाने नक्कीच आपल्याला खूप दिलं आहे. तरी, आपण त्यात समाधानी नाही आणि आपण नुसतं देवाकडे सारखं मागतच राहतो. तर या गोष्टी थोड्या मी अ, त्या माझ्या थोड्याशा चेंज केल्या आहेत. की नाही छोट्या गोष्टीत पण समाधान मानायला पाहिजे. आणि अ, थोडंसं धार्मिक अ, सेवा करायला पाहिजे. ठीक आहे आपण प्रयागराजला तर स सारखं जाऊ नाही शकत. तर, आपण आपल्या शहरामध्ये राहुन पण ,अ लोकांची थोडीशी मदत केली, जिथे तिकडे असे घर म्हणा किंवा असे जेवण जे देत होते. तर, आपण अशा छोट्या, छोट्या मंदिरात जे गरीब लोकं असतात तर, त्यांना दानधर्म करू शकतो, त्यांना जेवण देऊ शकतो. तर अशा कारणाने ते माझा जो प्रवास आहे, तो माझा सफल पण होईल आणि ते पुढेपर्यंत अ, जी तिथली भावना आहे, ती प्रेरणा आहे ती चालत राहील.
अरे! खूप छान, खूप छान. हो, अगदी खरं. अगदी खरं बोलला तुम्ही. खूप छान बोलला. की तुम्हाला अगर, तुम्ही लोकांचं अ, छान केलं, काहीही होऊ शकतो ते. तुम्ही भावनेने केलं, या मग त्यांना जेवायला दिलं, तर ते तुम्हाला समाधान भेटतो त्याच्यामधनं.
हो, खरं आहे. हो, अगदी.
अगर, तुम्हाला पुन्हा जायचं तिथे, अ, अगर अ, अ मतलब तुम्हाला अगर पुन्हा जायला भेटेल तिथे, तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय वेगळं कराल तिथे जाऊन आणि अगर तुमच्याबरोबर कोणी सोबत गेलं, तर तुम्ही त्याला काय सांगू इच्छितो असेल?
अ, खरंच अ, मला तिथे जायची अजून पण खूप इच्छा आहे. ते तिथे जाऊन पण अ, म्हणतो ना, असं अजून जाऊची अ, असं वाटतं परत जावं. ते थोडंसं माणूस आहे समाधान लगेच अ, हे होणार नाही, ते वाढतच राहतं. आणि तिकडे मला ते जे आहे त्या नदी आहे ती अशी मस्त संत वाहणारी आणि, ते 3 नदीचा जो संगम आहे, तिथे मला परत असं एक अ, छान डुबकी लावून यायचं आहे. आणि तिथे जे, त असे छोटे-छोटे धार्मिक मंदिरे आहेत हनुमानचं मंदिर आहे, जे असे जुने जे आहेत, ते सगळं मला परत बघायचं आहे. कारण की तेव्हा खूप प्रचंड गर्दी होती त्यामुळे एवढं मला अ, बघता आलं नाही गर्दीमुळे. तर आता एक शांत, निवांत वेळ तिकडे घालवायचा आहे जेणेकरून अ, म्हणतात ना अ, आपल्याला समाधान मिळेल. अ, म्हणतो ना त्या क्षणाचा, त्या जागेचा आणि ती जागेतलं वायू म्हणा किंवा तिथले जे नेचर आहे, त्या सगळ्याच गोष्टींचा मला परत अ, आश्वास घ्यायचा आहे.
अगदी खरं. <chuckles> नाही होणार. अरे वाह! खूप छान म्हणाला तुम्ही.
हो.
आणि जसं तुमच्या बरोबर कोणी नवं गेलं तर त्यासाठी काय टिप देणार तुम्ही, क काय तुम्हाला करायला पाहिजे? काय अनुभवायला पाहिजे? का की काय असतात ना
नक्कीच. अ, आपण जाताना प्रत्येकीनी पहिले थोडंसं तिकीट वगैरे अ, तुम्ही पहिलेच काढून वगैरे घ्या, जेणेकरून असं अ, बायकार जायची वेळ येणार नाही. कारण, की प्रवास खूप मोठा आहे, कधी-कधी मध्ये हो. अ, प्रॉब्लेम्स येतात, क्रिएट होतात आणि तिथे थंडी वगैरे खूप असते. त्यामुळे तुम्ही थोडंसं प्रिकॉशन्स घेऊन जावा. सगळ्या आधी बुकिंग करा आणि असे जे सर्व धार्मिक स्थळं आहेत तिथे, ते सर्व तुम्ही पहा, त्यात काहीतरी घेण्यासारखं आहे. आपल्याला नक्कीच. अ, की प्रत्येक जी जागा आहे तिथे एक असं झोपलेला आहे हनुमान आहे आणि तिथे एवढं छान महल वगैरे आहे बांधलेलं. तर नक्कीच ते सर्वांनी बघितलं पाहिजे म्हणजे. आपल्या ज्या हिंदू धर्मातली संस्कृती आहे ती कशी अजून अ, सर्व लोकांनी सर्व धार्मिक लोकांन धर्मीय लोकांनी ती जपून ठेवली आहे, ती गोष्ट आपण नक्कीच बघितली पाहिजे आणि आपल्या पिढोनपिढी ती सांगायला पाहिजे. आपण फॉरेनला तर सगळेच जातात हो, पण आपल्या या भा भारतातले पण असे जे आहेत मंदिरे म्हणा, असे अ, हिस्टो ऐतिहासिक प्लेस वगैरे म्हणा, ठिकाण म्हणा ते आपण सर्वच बघायला पाहिजे. जेणेकरून आपल्याला आपली भारताची ओळख म्हणतो ना ती खूप अ, म्हणतात अ, म मनात अ, रुतून ठेवेल वगैरे.
<laughs> बरोबर. चुकांची शिकून घ्यायची. बरोबर. अग बरोबर. हां. स्थानं आहे, देवस्थान आहे. हो, आपली संस्कृतीची आपल्याला ओळख होते. आपण कोण आहे आणि कुठे आहे, भारतात आहे आणि आपले भारतचा काय इतिहास होता. तेही लोकांना माहिती पडेल.
ओळख होईल. आणि जपून ठेवता येईल. नक्कीच समजेल.
तुम्ही प्रवासाबद्दल खूप छान सांगितलं, तुमचे अनुभव सांगितले आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही काय शिकला आणि तुम्हाला कसं वाटलं, ते खूप छान प्रकारे तुम्ही सांगितलं. मला तुमच्याशी बोलून ना खूप छान वाटलं. नक्की आपण पुन्हा भेटूया. खूप खूप धन्यवाद तुमचा.
हो. नाही, खरंच मला पण आपल्याशी बोलून खूप छान वाटलं. नक्कीच आपण पुन्हा संवाद करू. धन्यवाद.
हो, हो. धन्यवाद.